तुमच्या आयुष्यामध्ये निसर्गाची साधी जीवनशैली तुम्हाला काय शिकवते?
<chuckles> निसर्ग म्हणजे काय असतं ना, अ, म्हणजे त्याच्यामधनं साधी शैली कशी शिकून घ्यायची म्हणजे काय, की तुम्ही ना अ, आजचा जो काळ आहे, त्याच्यामध्ये तुमचं यंत्र आहे, तंत्र आहे. एवढी अ, भयानक स्थिती झालेली आहे ना, की सोशल मीडिया, हे, ते. पण जेव्हा तुम्ही निसर्गाजवळ जातात ना, तिथे तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येतो, ते झाडांमधनं लागलेलं वारं येतो, त्याचा आवाज येतो. त्याच्याने तुम्हाला अनुभूती होते, शांती वाटते. आणि कसं, की तिथे जो शांती असते ना, असं तुम्ही कधी जंगलामध्ये जाता, तर तुम्हाला जो शांती भेटते, ती एवढी वेगळी असते ना, की तुम्हाला असं वाटतं मी कोणच्या वेगळ्या जगामध्ये आलोय. श्वास एवढा मोकळा असतो आजचं प्रदूषण नसतो, काही नसतो. मस्तपैकी जिथे डुर अ, दूरपर्यंत बघाल तर तुम्हाला जंगलं दिसतात. मी तुम्हाला एक अ, किस्सा सांगतो, माझं ना, अ, गोवा जाणं होतं. मतलब मला गोवा जायचं होतं, माझ्या मित्रांबरोबर एक ट्रिप होता माझा. त्याच्यानंतर आम्ही ना, एक असं प्रॉपर्टी बुक केलेली होती जिथे, असं "विल्डरनेस" म्हणतात त्याला वा हां, प्रॉपर्टीचं नाव होतं "विल्डरनेस" ती ना, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डरच्या मध्ये बनलेले पहाडावर बनलेलं असं मस्तपैकी कॉटेजेस वगैरे होते तिथे.
हं, हं. अ, हो. हां, हां. हां, हां. अच्छा. हां, हां. हां.
तर हां, तिथे ना, निसर्ग म्हणजे तिथे दिसतो. कसा? की आम्ही तिथे गेलो, तर तिथे ना, एकदम शांतता. त्याच्यानंतर साधंसुधं जेवण, याने, की जसं अ, नाचणीचा आटा असतो ना, त्याच्या पोळया, सूर्या भात मतलब लालवाला जो भात असतो तो, तुम्हाला दुपारी स्नॅक्समध्ये भेटणार आहे चकली आणि चिवडा म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धती, एकदमच मस्त. दिवसा जेव्हा तुम्ही नं नाश्ता करायला जाणार ना, तर तुम्हाला भेटणार आहे कांदी पोहे, अ, बटाट्याची भजी, टमाटरची भजी, त्याच्यानंतर उपमा असं जसं साधंसुधं एकदम सिंपल जेवण. ना ना जास्त मसाला, ना तिखट, ना काही. मग त्याच्यानंतर तुम्हाला लंच भेटतो आणि लंच पण एकदम चविष्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे 3 प्रकारच्या चटण्या, ठेचे आणि ते मातीत, मतलब मातीचे भांडे असतात ना, त्याच्यात बनलेलं असतं ते.
अच्छा. हं, हं. हां, हां. हो. हं, हं. बरं. हां. हां, हां. हं. अरे, वाह! हां, हां.
आणि आम आमचं जो रूम होता ना, तिथे ना, अशी खूप मोठी विंडो होती, तर आम्ही बेडवर बसलो ना, तर त्या विंडोवरनं आम्हाला एकदम अक्षरशः पहाड दिसायचे, जंगल, झरणे एवढं सुंदर होतं ना आणि तिथे कधी पाऊस आला, अ, वाह! तर मग तर मस्तच. तर त्याच्यामध्ये हे शिकलो आपण, की ना, जेव्हा निसर्गाच्या मांडीमध्ये तुम्ही बसतात ना, तुम्हाला खरंच ना प्रदूषण वाटतं, ना काही त्रास होतो, ना मनाला काही अ, त्रास होतो, काही नसतो फक्त निसर्ग आणि तुम्ही असता.
हां. बरं. हं, हं. वाह! हां, हां. <chuckles> हं, हं. बरोबर. मग अ, अ, एवढे सुंदर म्हणजे अनुभव जेव्हा अ, तुम्हाला येऊन गेलेत. तर मग असं तुम्ही कधी अ, कधी विचार केला का? की शहरात राहून पण ह्या निसर्गाच्या ज्या काही पद्धती आहेत अ, किंवा हे जे काही मूल्य असतात. तर ते आपण आपल्या आयुष्यात कसं आणू शकतो?
कसं ना, मला असं वाटतं अगर तुम्ही प्रयत्न केले ना, तुम्ही खूप काही शिकू शकतात निसर्गामधून. मी म्हणजे तुम्हाला एक छान उदाहरण देतो. आपण अ, विहिरीमध्ये पत्थर फेकला. तर विहिरीमध्ये कसं एक प्रकारची तरंग, ध्वनी तरंग उत्पन्न होते ना?
हां, हां. हो.
तसंच, अगर कोणी आपल्या मनामध्ये काही भलता विचार टाकला, तर आपल्या मनामध्ये पण असं अ, ध्वनी तरंग म्हणू शकतात. त्यामुळं असे उलटे उलट-सुलट विचार तैयार होतात. आपलं मनस्थिती बर अ, बर कोणी कोणचा एक विचार म्हणजे, कोणी तुम्हाला उलट-सुलट काही बोललं. तुम्ही रागवल्या. तर तुमच्या मनामध्ये ती तरंग उत्पन्न झाली आणि तुम्ही अ, मतलब नेमकं तुम्ही रागवला कोणाशी, वाद-विवाद झाला, खूप काही अ, बिघडून गेलं. पण अगर तुम्ही त्याच्याच जागेवर, तुमच्या मनाला जसं पाणी कसं एकदा मध्ये कोणी पत्थर टाकला तर तो मग थोड्या वेळानंतर शांत होतो. तसं तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हीही शांत होताल आणि तुमचं मन अजून शांत राहणार. आणि मग कसं ना की अ, जसं तुम्ही जेव्हा पहाड बघता
हां, हां. हं, हं. हो. हं, हं. बरोबर.
तर त्यांना, त्यांच्यामध्ये तुम्हाला हे समजून येतो की आँधी आये, तूफान ये, त्यामुळे काहीही होऊ, पहाड, आपल्या जागी ठाम उभे असतात. तर तुम्ही आपलं जो पण तुमच तुम्ही ज्याच्यावर विश्वास करतात आणि जो तुमचा अं, काय म्हणतात त्याला डिसिजन असतो ना, त्याच्यामध्ये मुक्काम ठोकून उभे राहा, की हा माझा निर्णय आहे आणि ह्याच्यामध्ये मला स्वतःवर विश्वास आहे आणि मी हे करून दाखवणार.
हं, हं. हां, हां. हो.
आणि जेव्हा तुम्ही शहरात येतात ना, तर निसर्ग म्हणजे तुम्ही जास्त नाही जपू शकत निसर्गाला, तर कमीत-कमी आपल्या घरामध्ये काही प्लांट लावा. त्या प्लांटशी बोला. तुम्ही निसर्गाशी जेव्हा अ, संवाद साधता ना, तेव्हा निसर्ग तुम्हाला नेमकं जवाब अवश्य देतो. मग ते वाऱ्याच्या रूपाने असेल किंवा मग एक फुलाचं पडण्याने असेल पण त्याला तुम्ही रोज सकाळी पाणी द्या, त्याच्याशी बोला आणि म्हणजे काय निसर्गाला आपण रोज धन्यवाद केला पाहिजे त्याच्यामुळे आपण आजपर्यंत मतलब आज आहोत. अगर झाडं अजून पूर्ण कापून टाकली आपण, तर आपल्याकडे ऑक्सिजन नसणार. हे आपल्याला माहिती आहे. आपण तरी सतत करत चाललोय ते, ही अलग गोष्ट आहे. पण अगर आपण प्रयत्न करतोय, आपण शहरामध्ये राहतोय ना तर त्यांच्या त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा. जेव्हा त्यांच्याशी बोलतो आपण तर आपल्याला समजमध्ये येतो की हां, आपण निसर्गाच्या सोबत राहतोय आपण अ, आपण मशीन नाही आपण मानव आहे आणि मानव निसर्गाने निर्मित होतो.
नक्की. हां, हां. हां, हां. हो, हो. हो ना. हं, हं. बरोबर. नक्कीच खूप छान सांगितलं तुम्ही आणि महत्वाचं आहे हे, हे पहिले जाणून घेणं, समजून घेणं खूप महत्वाचं आहे. अ, तरच आपण पुढच्या गोष्टी करू शकतो. तर मग जसं तुम्ही सांगितलं की नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे सुरुवात असं झाडं लावून आणि अ, ते केलं पाहिजे. मग तुम्ही स असं अ थोडं सांगाल का? की जसं अ, शहरामध्ये अ, आपलं वेळापत्रक, थोडी जागेची कमतरता आणि अ, अशा सोयी-सुविधा तशा नसतात जसं आपण अगदी निसर्गाचं हे करू शकतो. तर मग तुम्ही असं सांगू शकता का की अजून असे छोटे बदल कुठले आहेत, अ, ज्याने सुरुवात करता येते?
अ, मी तुम्हाला सांगू का? वेळ तर सांगता आहे ना तुम्ही पहा वेळेचं काय असतं ना तुमच्याकडे वेळ काढायला पडतो. असं कोणाकडेच नसता सर्वांकडे एक दिवसामध्ये 24 तास आहे पण त्याच्यातनं ना तुम्ही वेळ काढा. अगदी 30 मिनिटं काढा ते पुरे झाले. आणि मग जसं जागा नसते तर तुमची बाल्कनी आहे, बाल्कनीला थोडंसं पुढे वाढवा ते अ, स्टीलची फ्रेम लावून घ्या. तिथे छोटे-छोटे प्लांट लावा. त्यांना पाणी द्या, त्यांच्याशी वाद-संवाद करा. जेव्हा कॉफी पिता तुम्ही सकाळी, तर त्यांच्याबरोबर पियू बसून कॉफी प्या. त्यांना बघा आणि म्हणजे काय? तुमची दृष्टिकोन आणि दृष्टीला निसर्गाकडे वळवा. त्याच्याने काय होतं ना तुमचं जो अ, अ, तुमचा जो अ, अ, काय म्हणतात त्याला? आत्म आत्मा असते ना ती निसर्गाशी अशी एकदम जुळून जाते. त्यामुळे तुम्हाला एवढी काही अनुभूती येतात ना, की तुमची जीवनशैली मग दुसरी अ, एक बदल घडते तुमच्या जीवनशैलीमध्ये. आता मी सांगितलं तुम्हाला, की तुम्ही झाड लावा. चला तुमच्याकडे झाड नाहीये ना लावायला जागा नाहीये. तर मग नेमकं ना, एखादे मतलब त्या एक दिवस तरी असा बघा ज्याच्यामध्ये तुम्ही जंगलामध्ये जा. मतलब असं जवळपास कुठे झाड असेल, चला शहरामध्ये जंगल नाही ना तर जवळपास झाड असेल, त्या झाडकडे जाऊन बोला, त्याच्याकडे थोडी वेळ बसा आणि गार्डनमध्ये जा. त्या गार्डनमध्ये तुम्ही झाडं लावा. अगर तुम्ही अ, घरात नाही लावू शकत तर ते गार्डनमध्ये लावा. कधी-कधी होतो ना, की गार्डनमध्ये झाडं सुकून जातात कोणी लक्ष नाही देत तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या.
हो. हां, हां. हां. हो. हां, हां. हो, हो. हो.
त्याच्यानंतर नेमकं एक मोठी गोष्ट करायची ही, की आपल्या येणाऱ्या पिढीला ना निसर्गाच्या बद्दल सांगायचं. हे खूप गरजेचं आहे, की निसर्ग म्हणजे काही असं अ, एक दुसरं तत्व नाही तर निसर्ग म्हणजे तुमची आवडती ती गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही रमू शकतात, आरामाने. निसर्ग तुम्हाला पाणी देतो, वायू देतो आणि अ, पाऊस देतो, जेवण-खावण देतो. तुम्ही फल, फ्रूट कशातनं घेता? निसर्गा मधनं ना? ते शेतकरी न अगर आपण बोलू तर शेतकरी निसर्गाचाच भाग झाले ना? त्या निसर्गामधूनच त्यांना ती भाजी आणि अ, आपले डाळ, तांदूळ भेटतात ना? का, की पाऊस नाही होणार तर त्यांचं काम नाही होणार. जमिनीव जमिनी उपजाऊ नसणार तर ते काही उगवू नाही शकणार. त्या हिशोबाने निसर्ग हर हर जागी आहे. आपल्याला ज नवीन पिढीला आपल्याला सांगायला पाहिजे, की निसर्ग खूप गरजेचा आहे का, की आजकाल YouTube आणि सोशल मीडियाने काय त्यांना मीम आणि ह्याच्यामध्ये टाकून दिला आहे, गेम्स खेळतात. आणि त्यांना निसर्गाच्या बद्दल काही माहिती नाहीये.
हं, हं. यो, हो. हं, हं. हो ना. बरोबर. हो, हो.
अगर तुम्ही कोण
ते तर आहे. म्हणजे ही खूप मोठी अ, सत्य परिस्थिती आहे. जी अ, सगळ्यांनाच म्हणजे अ, जे मोठे आहेत त्यांना ती अशी अ, खरंच त्रास देते फार अडचण होते, की कसं होणार ना पिढीचं? जर त्यांना ह्या गोष्टींची जाणीवच नाही आहे. तर पुढचं तर आपण म्हणजे विचारच नाही करू शकत. तर नक्कीच अ, छान सांगितलं तुम्ही. अ, पण मग हे जे आहे ना म्हणजे जसं आता आता तुम्ही जे बोलला आहात, की आजच्या काळातला जो हा तणाव आहे अ, ह्या सगळ्या अ, निसर्गाच्या याच्यामध्ये पण बघा पर्यावरणातपण बदल झालेला आहे. मग आपण हे जे निसर्गामधून अ, शिकतो तर मग याचा संदर्भ कसा उपयोगी पडू शकतो? म्हणजे काय अडचणी असू शकतात?
तेच तर. अड अडचणी म्हणजे काय तुमचा वेळ कमी असतो, तर तुम्ही म्हणणार की माझ्याकडे टाईम नाहीये. पण तुम्ही प्रयत्न करा तुम्ही असे ना, तुमचे जो अगर तुम्ही फ्लॅट मध्ये राहतात तर तुमचे विंग्ज वाईज अ, 1 ग्रुप बनवा. त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये एक्टिविटीज करा की आज आपण या गार्डनमध्ये जाऊ अ, रो पौधारोपण करू आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही अ, त्यांना पाणी द्याल, पोरांना सांगून, सांगून द्या की तुम्ही निसर्गाला कसे जपू शकतात? कचरा इथे-तिथे नाही फेकायचा, पॉल्यूशनने काय होऊ शकतं? असे निसर्गाच्या बा बद्दल जे पण बाबती आहे ना त्यांच्याशी सांगा, ताकि आणि तुम्ही हे सांगा ना अगर तुम्ही अ, निसर्गाचं लक्ष ठेवलं ना तर ते तुम्हाला एक छानपैकी शिक्षक बनू शकतो निसर्ग. म्हणजे तो नेमकी तुम्हाला अ, पहा. निसर्ग म्हणजे एक मोठा झाड झाला, त्याच्या खालती तुम्ही चाललेत. तर तो त्या तुम्ही जेव्हा चालले तर तुम्हाला ती छाया भेटते आणि ती छाया म्हणजे आपले अ, मोठे मतलब आजी-आजोबा तुम्ही तसं सांगून सांगा त्यांना की निसर्ग पण आपल्यासाठी आपल्या आजी-आजोबा सारखा आहे. त्याला जपायला पाहिजे त्याचं वय तुम्ही ना निसर्गाला ना आपल्या माणसासारखं बघितलं ना, तर तुम्ही त्याची खूप अ, काळजी घेऊ शकता का की, निसर्ग आपल्याला ना घडोघडी शिकवत असतो काही ना काही. आता तुम्ही बघा केदारनाथला अ, बाळ आली. तिथं शिवाचं स्थान एक शिवलिंग आहे ना तिथे अ, ज्योतिर्लिंग आहे तिथे, तर कशी बाळ आली? ना की लोकं तिथे लालची होत होते. तर निसर्गाने त्यांना धडा शिकवला. हे त्याच्यानंतर ना पण निसर्गाने त्यांना सांभाळूनही घेतलं. जे छान होतं ते वाचले त्यांचा रेस्क्यू झाला, ते वाचून गेले. पण कसं निसर्गाने सदा असा असतो ना, निसर्ग म्हणजे आपली आई-बाबा.
हां, हां. हं, बरोबर. हां, हां. नक्की. हो, हो. हां, हां. नक्कीच. हो. हो. हो ना. हं, हं.
जे आधी आपल्याला त्रास झाला, तर आपल्यासोबत उभे असतात आणि कधी अ, काही झालं, तर मग तुम्हाला धडाही शिकवून देतात. तुम्ही प्रयत्न करा, की तुम्ही निसर्गाला खरंच आपल्या माणसासारखं वागा त्याच्याकडनं आणि त्याची त्याच्यासोबत बोला, की "तुला काय हवंय रे, बाबा?" तु तुला वाटतं ना, हे पर्यावरण घा घाण होतोय, चला मी प्रयत्न करतो माझ्या हिशोबाने नवे अजून अ, वृक्षारोपण करून घेतो त्याच्यानंतर मला सम अ, त्याच्यानंतर मी अजून बघतो माझ्याशी काय, काय होऊ शकतं. पाणी वाचवा
बरोबर. बरोबर. हो. हो.
आणि मला असं वाटतं तुम्ही तुम्हाला जर काही निसर्गाकडनं जीवनशैली शिकायची आहे ना, तुम्ही फक्त एक शिका, की तो स्वतःला, स्वतः काही ठेवत नाही. तो देतोच.
नक्कीच. हां, हां.
कसा? अ, झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात पण तुम्हाला काय देतात ऑक्सिजन, बरोबर?
ओके. ऑक्सिजन. हो, हो.
पाणी, पाणी तुमच्याकडनं काही घेतो का? काहीच नाही घेत. पण तो तुम्हाला पा अ, तुमची तहान विझवतो. त्याच्यानंतर अगर आपण अ, बघा, तर जमीन, जो जमीन असते ती तुमच्याकडनं काय घेते? काहीच नाही घेत, तर पाणी, तर त्याचा अधिकार आहे पाणी.
हां, हां.
पण ती तुम्हाला अनाज देते, भाज्या देते आणि मग निसर्ग सतत तुम्हाला काही ना काही देतच असतो, कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये. तर तुम्हाला पण, प्रयत्न करायला पाहिजे, की त्याच्यातून ती जीवनशैली शिकून घ्या आणि लोकांना मदत करा, त्यांची अ, मतलब त्यांची गरजू लोकं जे असतात ना, त्यांना खूप गरज आहे, त्यांची हेल्प करा, त्यांच्यासाठी उभे राहा.
अ, हो. ते तर आहे. बरोबर. हो, ना. म्हणजे अ, खरंच खूप छान सांगितलं तुम्ही. आणि अगदी संदर्भपण तुम्ही खूप छान सांगितले, की निसर्ग हा, देतच असतो. आणि खरंच ती आपली जबाबदारी आहे, की आपण त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आणि नक्कीच, की अ, ही जी पिढी आहे आणि येणारी जी आहे. त्यांना पण म्हणजे कशी जाणीव करून द्यायची? या सगळ्याचे उपाय पण, तुम्ही खरंच खूप छान सांगितले. अगदी तुमचा अनुभव पण खूप छान होता. ह्या विषयावर तुमच्याशी संवाद साधून खरंच खूप छान वाटलं. नक्कीच पुन्हा बोलूया. धन्यवाद.
नक्की भेटूया. धन्यवाद.